मला सांगा, परदेशात गेल्यावर सर्वात आधी काय वेगळं जाणवलं तुम्हाला? काय सांग?
हो, हो. तर परदेशात म्हणजे मी अमेरिकेत गेलेलो होतो राहायला अ, नोकरीनिमित्त. तर तिकडे मला असं जाणवलं की तिकडे खरंच खूप अ, वेळेची किंमत करतात लोक. जसे की आपल्या इकडे आपण बघतो की आपण सहज कोणाला फोन लावला, कॉल लावला, तर समोरचा व्यक्ती कधी-कधी काय म्हणतो आपल्याला की आलोच 5 मिनिटात किंवा येतोच आहे 10 मिनिटात. पण असं काही आपल्याकडे साधारणपणे होताना जाणवत नाही. तो व्यक्ती 15 मिनिटांनी येतो, 20 मिनिटांनी येतो. कधी-कधी अर्ध्या तासाने सुद्धा येतो. तर हे बरचसं जाणवलं मला वेळेची किंमत खरंच खूप करतात. तसेच अ, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असताना सुद्धा तिकडे जर मी पाहिलं तर बस किंवा ट्रेन्सचे जे टाईमिंग्ज आहेत तर त्या खरंच खूप अ, वेळेवर येतात आणि लोकांना त्यांच्या जिकडे जायचं आहे तर त्या स्थळी अ, खरंच खूप वेळेवर त्या सोडतात सुद्धा तिथे पोहोचतात जी वेळ दिलेली आहे तिथे. पण जर आपल्या इकडे पाहिलं अ, बस जरी घेतल्या आपण किंवा ट्रेन जरी घेतल्या, तर कधी-कधी आपल्या इकडे 10 मिनिटे, 20 मिनिटे, तर कधी-कधी आपण बघतो की ट्रेन्स तर काही काही-काही वेळेला अर्धा तास किंवा 1-1 तास सुद्धा अ, उशिरा आलेल्या आपल्याला बघायला मिळतात.
हं, हं. अच्छा. अच्छा. हं, हं, हं. हं. हं. होत नाही. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. हां, हां, हां. क्या बात है! हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. उशीर हो.
तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अ, ही जी वेळेची किंमत आहे, तर ती खरंच खूप तिकडे अ, लोक पाळतात वेळ खरंच खूप पाळतात आणि त्याला खूप महत्त्व देतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की पैशापेक्षा जास्त ही वेळेला खरंच खूप देतात ते आणि त्याचबरोबर मग काय होतं, की लोकांना एक प्रकारची शिस्त लागते. कारण आपण कुठेही जाताना किंवा कोणाकडे जायचंय किंवा आपण कोणाला तरी एक वेळ दिलेली आहे की मी ह्या, ह्या वेळेला तुला भेटणार आहे किंवा ह्या-ह्या वेळेला आपण तिथे पोहोचू. तर मग ऑटोमॅटिकली काय होतं की स्वतःमध्ये बरेच बदल बघायला मिळतात आणि एक शिस्त लागते, की आपल्याला या वेळेच्या अगोदर तिथे पोहचायचंय किंवा ती ट्रेन या वेळेला येणार आहे मग आपण त्याच्या आधी तिथे हजर पाहिजे 2 मिनिटे 5 मिनिटे. मग जेणेकरून आपल्यालाही त्यावेळेची किंमत कळती आणि समोरच्यालाही अ, ते खूप सोयीस्कर होऊन जातं. तर अ, हो वेळ नक्कीच मला हा फरक तिथे बघायला मिळायला. हं.
हो, हो, हो. हं, हं, हं. हं. अगदी. वेळेला मह महत्व आहे. हं. हं. बरोबर. हो, हो. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. अगदीच. हं, हं. मग तुम्हाला अ, त्या लोकांच्या वागण्यात जसं टाईम मॅनेजमेंट, आणखीन काय, काय गोष्टी त्यांच्या खास वाटल्यात? अ, काय सांगाल तुम्ही?
बरोबर, तर आपल्या इकडे आपण बघतो, की अ, आपण समाजात वावरत असताना किंवा स लोकांशी बोलत असताना, आपण कधी-कधी खरंच खूप असे अ, उद्धट किंवा रूड अ, बोलून जातो आणि आपल्या लक्षातही येत नाही, पण मला असा फरक तिकडे जाणवला की तिकडे खरंच खूप लोक नम्रपणे आणि एक आदराने आपल्याशी बोलत असतात. मग ते ऑफ मग ते कामाच्या ठिकाणी असू किंवा वैयक्तिक आयुष्यातही असू. कामाच्या ठिकाणी सुद्धा मला असं जाणवलं, की अ, आपले जे मॅनेजर असतात किंवा आपले जे सीनियर मॅनेजर असतात, तर तेही आपल्याला अशी एक अ, समान वागणूक देतात. असं समजत नाही की तू माझ्यापेक्षा खालच्या पोझिशनवर आहे त्यामुळे मी तुला कसंही वागवेल. तर ते खूपच अ, समान वागणूक आणि एक त्यांच्यासारखाच असलेला माणूस किंवा त्यांच्या पदाएवढाच मी आहे असं समजून ते माझ्याशी अ, वागणूक देत असतात आणि त्यांच्याकडे सहज असे शब्दही वापरले जातात जसे, की अ, थँक यू, सॉरी, एक्सक्यूज मी, असे हे जे शब्द आहेत तर हे खरंच खूप ते सहजपणे वापरतात आणि आपल्या इकडे हे असे शब्द वापरायचे म्हटलं की लोक पहिले विचार करतात. अरे खरंच याला थँक यू म्हणण्याची गरज आहे का किंवा सॉरी म्हणण्याची सुद्धा गरज आहे का, पण तिकडे असं नाहीये. तिकडे या गोष्टी खरंच खूप अतिशय सहजपणे हो, तर हे जे नम्रपणे त्यांचं जे वागणं आहे आणि समोरच्याला आदर देण आहे तर ही गोष्ट मला त्यांच्याकडून म्हणजे खूप माझ्या मनाला भावली ती आणि खूप आवडली अन् मीही त्याच्यामुळे माझ्या जीवनात अ, एक बदल केला की मी असंच हो, मी असंच बोलत जाईल. मी ही त्यांच्यासारखंच वागण्याचा प्रयत्न करीन आणि खरंच माझ्यातही तो म्हणजे बदल मला पाहायला मिळतोय आता.
हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हं. क्या बात है! हं, हं. हं. हं, हं. बरोबर. हो, हो. हं, हं. अच्छा. हां, हां, हां, हां. हं. हं, हं. हां, हां. अच्छा. हां, हां. <chuckles> हां, हां. क्या बात है! क्या बात है! हं. लक्ष देतात. हं. हां, हां. म्हणजे हं, हं, हं. प्रभाव पडलाय. हं. क्या बात है! क्या बात है. तर मग एखाद्या विषयावर जेव्हा त्या लोकांना बोलायचं असतं किंवा तुम्हाला जर तेव्हा तुम्ही होतात, तर मग किती ओपन अपली तिथे बोलतात कारण की आता इथे नाहीये तसं. इथे एखाद्या विषयावर बोलायचं, तर मग थोडं अ, भीती आहे थोडी लोकांना, दबाव असतो. हं, हं. तर तसं तुम्हाला तिथे जाणवलं का किंवा काय सांगाल?
हो. बरोबर. नाही. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तिकडे आपण म्हणतो ना की स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय असतं, तर ते खरंच मला तिकडे जाणवलं, की जसं की खाजगी विषय असो किंवा सार्वजनिक, तर तिथे अतिशय निर्भिडपणे किंवा कोणालाही न घाबरता त्यांची जी मतं आहेत किंवा त्यांना जे कोणते विचार मांडायचे आहेत, तर ते अगदी सहजपणे आणि कोणालाही न घाबरता ते मांडत असतात अन् त्याच्यावरती चर्चा करत असतात. पण आपल्या इकडे आपण बघतो, की लोक बोलण्याच्या आधी एका सार्वजनिक विषय असेल <clicks tongue> आणि तो चुकीचा असेल, तरी पण लोक बोलायला खूप घाबरतात. तर ही गोष्ट मला तिकडे खरंच खूप जाणवली, की अ, तुम्हाला एक अधिकार आहे, तुम्हाला एक हक्क आहे. तुम्ही एक अ, अ, तुम्हाला एक स्वातंत्र्य दिल देशाने, तर त्याच्यावर बोलण्याला काही आपण घाबरलं नाही पाहिजे. तर जे काही आपल्याला चुकीचं वाटतंय, चुकीचं दिसतंय, तर त्याच्यावर निर्भिडपणे आपण बोललंच पाहिजे. तर ही गोष्ट खरंच मला तिकडे, खूप जाणवली.
हं, हं. हं, हं. हं. हं. हं. ते मांडतात. अच्छा. क्या बात है. अगदी बरोबर. अच्छा, मग मला एक सांगा ना, जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे सिव्हिक सेन्स कसा वाटला तुम्हाला त्या लोकांचा, जसं की कचरा वगैरे असं, एखादं चिप्सचं पॅकेट खाल्लं आणि फेकून दिलं, रस्त्यावर थुंकणं वगैरे. हे प्रकार घडतात का तिथे?
हां. खूपच. बरोबर आहे. नाही, अजिबात नाही कारण मी माझ्या असं लक्षात आलंय आत्तापर्यंत की आपल्याकडेसुद्धा म्हणजे बरीचशी डेव्हलपमेंट झालीये, होती आहे, अजून चालू आहे. पण याबरोबरच आपल्या नागरिकांची सुद्धा एक जबाबदारी आहे, की आपण जी सार्वजनिक अ, जागा आहे किंवा मग ते हॉस्पिटल असो किंवा एखादं बस स्थानक असो किंवा रेल्वे स्टेशन असो किंवा खाजगी कार्यालय असो, सरकारी कार्यालय असो, काहीही असो. तर आपण बघतोय की तिथे लोक अ, म्हणजे बिनधास्तपणे थुंकतात किंवा तिथे कचरा करतात आणि ते म्हणजे जशी काय त्यांची स्वतःचीच अ, अ, एक अ, वैयक्तिक जागा आहे. अशा प्रकारे ते वापरत असतात. पण अ, इकडे अमेरिकेत, इकडे परदेशात मला असं जाणवलं, की अ, खरंच म्हणजे अ, जे आपण म्हणतो ना, की अ, आपली जी डेव्हलपमेंट आहे तर ती फक्त सरकारची जबाब जबाबदारी नसून, ती आपल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. तर हे सिव्हिक सेन्स जो आहे, तो मला तिथे खरंच जाणवलं आणि त्यामुळे आजही मी अ, जरी इकडे भारतात कधी आलो, इकडे आपल्या देशात जरी आलो, तर अ, म्हणजे तो जो सिव्हिक सेन्स आहे, जो मी त्यांच्याकडून शिकलो, की कचरा टाकू नये किंवा थुकू नये किंवा नागरिकांशी कसं बोललं पाहिजे, कसं आपलं वा वर्तवणूक पाहिजे. तर ह्या गोष्टी मी इकडेही पाळत असतो आणि तिकडे तर मला कचरा तर कुठेच दिसत नाही, अगदी थोडेसुद्धा अ, कुठे म्हणजे काही घाण असली किंवा कचरा दिसला तर तिथे स्वच्छता तर म्हणजे वारंवार चालूच असते. हां.
हं. हो, हो. चालू आहे. हं, हं. हं, हं, हं. बरोबर हो, हो. हं, हं. प्रॉपर्टी आहे. अगदीच. सिव्हिक सेन्स. क्या बात है. म्हणजे असंही आहे का की स्वच्छता फक्त जे अ, गव्हर्नमेंटनी ज्या लोकांना अपॉइंट करून ठेवलंय एक अ, क्लीनीनेससाठी, तेच करतात की लोक स्वतः वरून येतात आणि कर त्यांचं-त्यांचं क्लीन करायचा प्रयत्न करतात तिथे?
हां. बरोबर आहे. अ, तर फक्त असं नाहीये की जे गव्हर्नमेंटनी जे एम्प्लॉयी दिलेत, ते स्वच्छता करतात असं नसून तर नागरिकही म्हणजे स्वतःकडून चुकून जरीसुद्धा त्यांच्याकडून काही घाण झाली, तर ते स्वतः स्वतः जसं आपलं घरच आहे ते असं समजून ते अ, साफ-सफाई करत असतात. जसं की काही जणांकडे काही-काही पाळीव प्राणी आहेत, तर ते सुद्धा म्हणजे अ, त्यांना जास्त काही समजत नाही, तर त्यांच्याकडून कधी-कधी, कुठे-कुठे, काही-काही घाण होऊ शकते हो, बरोबर. तर मग ते त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत, त्यांच्या देशाची, त्यांच्या रस्त्यांची, त्यांची जी सार्वजनिक स्थळं आहेत, तर त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि तिथे तेच गोष्ट मला त्यांची खूप आवडते.
हं. हं. अच्छा, ओके. बरोबर. हं, हं. हं. होऊन जातं. कचरा होऊन जातं. हो, हो. काळजी घेतात. क्या बात है. अगदीच आणि तिथे असं पण आहे का? की स्टुडंट्स वगैरे जे असतील, त्यांना ट्रॅव्हलमध्ये जर पैसे नाही आहेत, तर काही प्रॉब्लेम नसतो? गव्हर्नमेंट तो एक खर्च बघतो. असं बऱ्याच विदेशामध्ये आहे. बेरोजगारी भत्ता वगैरे जो असतो, तो ही असतो.
हो. बरोबर. नक्कीच, नक्कीच, इकडे तसंच आहे. तर इकडे साधारण कसं चालतं, की तुम्ही जे कमवताय तुम्हाला जे इन्कम आहे, तर त्याच्यातला एक अं, म्हणजे ब आपल्या देशापेक्षा जास्त अ, तिकडे थोडा जास्त भाग ते कर म्हणून स्वीकारतात, पण त्याचबरोबर लोकांना किंवा तिथल्या मुलांना किंवा वृद्ध जी लोक आहेत, तर त्यांना तशा सुविधाही मिळतात. जसे की मग मुलांसाठी, स्टुडंट्ससाठी ट्रॅव्हलिंग असो किंवा जे बाकीचे जे राहण्याचे किंवा खाण्याचे जे काही खर्च आहेत, तर ते साधारण सरकारच सांभाळ सांभाळत असतं आणि जो येण्या-जाण्याचा प्रवासी खर्च आहे तो तर त्यांना अगदी खरंच. बरोबर आणि अ, तिकडे कसं आहे अ, जर बस अ, स्कूल बस असेल आणि शाळेच्या बाहेर ती स्कूल बस उभी असेल आणि शाळा सुटली असेल, तर अ, रांगेत ते विद्यार्थी त्या स्कूल बस स्कूल बसमध्ये बसतात आणि तोपर्यंत आपल्या ज्या खाजगी गाड्या आहेत, तर त्या त्यांची वाट म्हणजे तिथे थांबतात त्या आणि सर्व मुलांना बसवून देतात आणि मगच त्या रस्ता क्रॉस करतात किंवा पुढे जातात. तर ते ही खूप छान शिस्त बरोबर आणि ते स्वतःची जबाबदारीसुद्धा समजतात, की या मुलांना आपल्यापासून धोका नाही झाला पाहिजे किंवा काही तिकडे अपघात नाही झाला पाहिजे. तर ही गोष्ट ते खरंच खूप छान पद्धतीने पाळतात आणि जसं तुम्ही सांगितलं की बेरोजगारी अ, भत्तासुद्धा तिकडे मिळतो. जसे की अ, तिकडे आपण अ, कोण कंपनीमध्ये किंवा एका खाजगी संस्थेत काम करत असेल आणि जर त्याचा जॉब काही कारणास्तव गेला असेल, तर अ, सरकार त्यांची जबाबदारी पुढचे काही कालावधीसाठी अ, नक्कीच उचलतं आणि त्यांना त्या प्रकारे मानधनही दिलं जातं. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट त्यांची काळजी घेतच असतं.
तर मग हं. हं, हं. हं. हं. अच्छा. बरोबर. क्या बात है! म्हणजे शिकण्यासारखं आहे, असं बोलू शकतो ना. हो. क्या बात है! म्हणजे शिस्त. बरोबर. हो, हो. उचलतं. अगदीच बरोबर आणि अं, तिथे अ, हेल्थ केअर वगैरे, एज्युकेशन सिस्टम हा कसा वाटतो तुम्हाला? की त्या लोकांचे हेल्थ केअर कसे आहे? प्र पब्लिक सेक्टरचंच नाही पण जे अ, गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत. त्यातून कित-किती फायदा होत असतो लोकांना?
हो. बरोबर. हो. हो, हो. नक्कीच. तर आपल्याकडे बघतो, की आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स वगैरे ऑप्शनल म्हणजे लोकांच्या इच्छेनुसार घ्यायचे, की नाही घ्यायचे या गोष्टी आपण बघतो की त्या ऐच्छिक आहेत. पण इकडे या परदेशात मी पाहिलं, की हेल्थ इन्शुरन्स हा कंपल्सरी केला गेला. तर तो तुमच्याकडे पाहिजेच आणि त्यामुळे काय होतं, की अ, काही तुम्हाला आजार झाले किंवा काही तुमचा अपघात झाला. तर तुम्ही अगदी अ, निवांत काही काळजी न करता. तुम्ही तुमचे उपचार घेऊ शकता आणि त्यामुळे कुटुंबाला किंवा तुमचे नातेवाईकांना त्रास होत नाही. तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच पूर्ण जबाबदारी उचलत तुमच्या अ, काही आजार झाला असेल किंवा काही एक्सिडेंट झाला असेल. तर ही गोष्ट खरंच खूप अ, शिकण्यासारखी आहे आणि आपण म्हणतो ना, की अ हेल्थ फर्स्ट. आपलं शरीर जर चांगलं असेल, तर बाकीच्या गोष्टी क ऑटोमॅटिकली चांगल्याच होतात. तर त्यामुळे, ही त्यांची जी स्कीम आहे. तर ती मला खरंच खूप आवडते.
हं, हं. हं. हं. हं. हं. बरोबर. क्या बात है! हं. बरोबर. बरोबर. अगदीच-अगदीच. तर मग मला एक सांगा ना, की अ, बघा आपल्या देशामध्ये जे संस्कृती आहे ते तिथे नसेलच कारण की आपली संस्कृती, आपले कल्चर्स, आपली परंपरा ती वेगळीच आहे. पण इतकंच आहे की आज काही ते देश, परदेशातले लोक काही एक थोडं डेव्हलपमेंट चांगलं झालंय. आपण थोडं पुअरिटीमध्ये होतो म्हणून आपण पण आता पोहचतो आहे तिथे. तर मग आपल्या देशाला असं प्रगती करताना कसं बघताय तुम्ही? कारण की ते लोक झाले. जेव्हा आपणही त्याच मार्गाला लागू, तर मग तुमचं मत काय आहे की
हो. नक्कीच, बरोबर. हो, हो. हो, हो. बरोबर.
किती छान वाटेल किंवा कसा तो अभिमान आपण पण बाळगू शकतो?
बरोबरच. जसं मी आधी सांगितलं की ही फक्त गव्हर्नमेंटची जबाबदारी नाहीये. तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. हां, तर आणि त्या दृष्टीने गव्हर्नमेंट तर प्रयत्न करतचं असतं विकासाच्या दृष्टीने पण नागरिकांनीही स्वतःला तेवढं
हं. मस्त ती जबाबदारी, अगदीच. हं, हं, हं, हं. घेतलं पाहिजे ते लक्षात.
खरंय-खरंय. आणि तुम्ही जर संस्कृती म्हणत असताल तर अ, संस्कृती तसं पाहिलं तर मग आपली इकडची बऱ्यापैकी चांगली आहे. कारण इकडे अ, स्वातंत्र्य एक 18 वर्षानंतर खूपच स्वतंत्रता असते मुलांना आणि मग ते कुटुंबांपासून थोडे दूरही जातात. पण आपल्या इकडे आपण पाहिलं तर आपण कुटुंबाला बऱ्यापैकी वेळ देतो. तर ही गोष्ट थोडी मला अ, इकडे थोडी मिसिंग वाटते, की अ, एक कुटुंब पद्धती आहे. तर ती आपल्याकडे खरंच खूप चांगली आहे. मग तर मग तेवढीच फक्त गोष्ट मला इथे मिसिंग झालेली वाटते. बाकी तर सर्व गोष्टी इथल्याच, खूपच चांगल्या वाटतात.
हं. हं. येस, हं. बट अ, तुम्हाला असं नाही वाटत का, की ते लोक एक अर्ली एजमध्येच 13-14 वर्षाची असतानाच, मुलांना एक अ, इंडिपेंडंट होण्याचा एक प्रयत्न देतात.
हां. बरोबर, हां.
आणि इथे मुलगा 20-30 वर्ष, 35 जरी झाला, तरी तो एक पडून राहतो. तर मग ह्याही गोष्टी थोडं लक्ष देण्यासारख्या वाटतात.
हो, ते पण खरंच आहे. हो, ते पण खरंच आहे. ते पण खरंच आहे, की अ, एक साधारण मुलांना कळायला लागतं 13-14 वर्षानंतर, तर तेव्हाच अ, त्यांना त्यांच्या त्यांची जी आवड आहे, त्यांचा जो कल आहे, त्यानुसार ते त्याच्यामध्ये प्रगती करत असतात आणि त्यांनाही त्यांच्या नवीन-नवीन जबाबदाऱ्या मिळतात. तर आपल्या इकडेही अ, काही प्रमाणात तसं झालं पाहिजे. पण असंही नाहीये की अ, एकत्र कुटुंब पद्धती अजिबातच अ, कमी झाली पाहिजे. पण त्याचप्रमाणे हे ही तितकंच खरं आहे, की मुलगा पार 30 वयाचा होईपर्यंत, त्याला सांभाळलं नेल-गेलं नाही पाहिजे. त्याला त्याचं भक्कम बनवलं पाहिजे. हो.
हं, हं. हं. हां, हां. हं. अगदी अगदी अगदी. <chuckles> हो, हो. अगदीच. नाही खरंच आहे एकंदरीत अ, अ, खूप सुंदर माहिती दिली, की जर ज्या गोष्टी कुठेतरी आपण कमी आहोत, तर ते शिकल्या पाहिजेत आणि आपण ह्या जीवनामध्ये शिकायलाच आलो आहे आणि जर चांगल्या गोष्टी शिकायला मिळतायेत, तर त्यात काही वाईट नाहीये. अ, खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावरही चर्चा करायला आवडेल. तुमचे आभार आणि मनापासून धन्यवाद.
बरोबर. हो. खरं आहे. मलाही तुमच्याशी बोलायला परत-परत खूप आवडेल आणि त्यासाठी तुमचे खरंच खूप-खूप धन्यवाद.
हं, हं.